नक्कीच, आता बघा आता जो मातीचा वास असतो, अ, आपल्या म्हणजे आपण पहिल्यांदा एखादी गोष्ट अ, जेव्हा करतो किंवा एखादा परफ्यूमचा वास बघा, एखाद्या व्यक्तीची आपल्याला आठवण देतो किंवा एखादा कुठलाही सुगंध, त्या काळात आपण जातो ना एकंदरीत. असं होतं की आता माझे काही परफ्यूम्स आहेत, तर मला असं आठवतं की अरे, मी ह्या-ह्या वर्षी अ, म्हणजे हे वापरलेलं, मग तेव्हा त्या आठवणी आपल्याशी निगडीत अ, म्हणजे आपल्याला आठवतो, म्हणजे तीव्रता जास्त असते त्या व्यक्तीशी. बघा, म्हणजे जसं मी मगाशीच म्हणाली, की ते आपल्या थेट लिंबक सिस्टमशी कनेक्टेड असतं. जे अ, त्या गोष्टी असतात, त्यामुळे वास हां, सहजपणे भावना आपल्याला त्या असतात किंवा दीर्घकालीन आठवणी ज्या असतात, त्या उघडतो. आणि मग त्यामुळे बघा अगरबत्ती असतं किंवा मग धूप असू शकतं, सणा सणासमारंभामध्ये. आता माझ्याकडे आई कशी आहे, आईला आमची खूप आवड आहे की अ, म्हणू शकतो अगरबत्तीचे जे भरपूर साऱ्या गोष्टी ती हां, लावते. तर मग तर मग गणपतीमध्ये एखादी अगरबत्ती तिने जर लावलेली असेल आणि मग ती तिने आत्ता मध्ये जर लावली, तर मला वाटलं "अरे वाह! मम्मी, मस्त वाटतं गणपतीमध्ये आल्यासारखं." असं मी तिला म्हणते. म्हणजे ह्या गोष्टी बघा किती?
हं. हं. हो. हो. हां. हो. हो, हो. हो ना. हो, हो. लाव लावते. हां. हां. हां. हां, म्हणजे एखाद्या प्रसंगाची सणाची वास पण निगडीत असतो. म्हणजे साधारण कुठल्या हां, फ्लेवरचं त्यावेळी लावतो साधारण. मग अ
हो, हो. नक्कीच. बरोबर बरोबर किंवा मग लक्ष्मीपूजनाला आमच्याकडे असं धूप वगैरे केलं जातं आणि मग कधी आईनी संध्याकाळी तसं केलं ना, मला वाटतं, मला वाटतं, "अरे, मम्मी मस्त, असं वाटतं की दिवाळीच आहे." असं मी तिला म्हणते.
हां. हां, हां. हां, हां. आणि मग अ, मोती साबण किंवा उटणं किंवा सॅडल साबण त्या ते तसं वाटत असेल ना दिवाळीचं फिलिंग? हां.
हो, हो. येस, येस, येस. दिवाळी किंवा उटणं बघा. आपण कधी आता उटणं दिवाळीत लावतो, पण कधी असं काही वाटलं स्पेशल आपल्याला की जरा आज उटण्याने अंघोळ करूयात किंवा मोती साबणाने.
हो. हं, हां. कधीच होत नाही. हां.